मी आत्ताच अ, माझ्या एका मित्राकडून ऐकलं, की बिंज वॉचिंग त्यांनी मला प्रश्न विचारला, की "बिंज वॉचिंग तू करतोस का?" आणि हा शब्द माझ्यासाठी तर म्हणजे नवीनच होता. तर मी पहिलं तुला माहीत आहे का नेमकं बिंज वॉचिंग हे काय असतं नेमकं? तर तुम्ही सांगू शकता का ते नेमकं काय आहे बिंज वॉचिंग?
बिंज वॉचिंग म्हणजे काय? आपल्याकडे अ, आ कसं धडाधड आपण एखादी गोष्ट वा बघत राहतो, एक एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक. तर त्याला आपण बिंज वॉचिंग म्हणतो.
हं, हं. हो, हो. हो, हो.
म्हणजे आधीचे कसे अ, सीरीज होते, ते 1:00-1:00 तासाचे होते, ते सिम संपायचे. तर आता YouTubeमध्ये वगैरे तर सगळी सीरीजच्या सीरीज अव्हेलेबल असते. मग आपण एका पाठोपाठ एक सीरीज बघून म्हणजे एका पाठोपाठ एपिसोड्स बघून ती सीरीज संपवू शकतो. म्हणजे असं 12 एपिसोड म्हणजे 12 आठवड्याची गरज नाही. आपण 1-2 दिवसात ते लागोपाठ बघून संपवतो. त्याला बिंज वॉचिंग म्हणतो.
जे हं. हो, हो. हं, हं. अच्छा. हं. अच्छा अं, समजलं मला नेमकं. आणि हे बिंज वॉचिंगमध्ये नेम नेम, नेमकं कोणकोणत्या गोष्टी येतात. जसं सिरीजमध्ये आम्ही पाहतो की अ, एकाच एपिसोड राहतं. हे म्हणजे मालिकाप्रमाणे राहतात का नेमकं?
हो मालिकाच. आता आधीच्या टीव्ही वरती जे मालिका होते बघा, आधीचे कुठले, एकता कपूरचे 'बडे अच्छे लगते हैं', किंवा आत्ताचे पण आपले मराठी सीरीज किती असतात, लांब-लांब. 100 एपिसोड, 200 एपिसोड, म्हणजे अ, संपायचं काही नावच घेत नाही. गोष्ट कुठच्या कुठे चालते. तेच-तेच रब्बर बँडसारखं खेचलं जातं. मग ते कंटाळा येतो ओ, तसलं बघायला. मग हे बिंज वॉचिंग जरा बरं पडते. म्हणजे आपलं अ, छोटंसं असं अ, म्हणतो ना, एखादी 10, किंवा 20 एपिसोडची सीरीज असते, त्यात गोष्ट सुरु पण होते, आणि संपते. पिक्चर कसा खूप लहान पडतो, जरा 2-3 तासातच संपून जातं की नाही? मग असं जरा जास्त हवं असतं. पण एवढं पण नाही, की 100 100 एपिसोड नाही रे बाबा. <laughs>
हं, हं. हो, हो. हो, हो. <laughs> अगदी बरोबर. अरे वाह! हो, हो. हो, हो. <laughs> <laughs> तर म्हणजे, काही-काही लोकांना आहे ना, अ, अं, मला तर कधी-कधी म्हणजे ब्य, याचा समजा कंटाळा येतो जास्त वेळ पाहणं. पण याच्यामध्ये बिंज वॉचिंगमध्ये कोण जास्त प्रमाणात करतं? अ, स्त्रिया करता? का पुरुष करता? की तरुण मंडळी करतात जास्त, नेमकं याच्याविषयी काही सांगू शकतेस का?
खरं तर बघायला गेलं तर मी पण आधी एवढं टीव्ही वगैरे बघत नव्हते. म्हणजे ते एवढं रब्बर बँडसारखं गो गो सीरीज वाढवतात ना. पहिल्यांदा एकदा ती बघितली ना त्यानंतर ठरवलं, की बाबा मी एवढे सीरीज कधी बघणार नाही, लांबच्या लांब. एकदाच तो अ, बघितलं होतं सुरुवातीला. त्यानंतर मध्ये बघितलं एखादा टॉपिक संपला की नंतर पुढचा बघायचाच नाही, असं करायची मी. ते काय एकदा लागलं तर आपण, अ, त्यात अडकून राहतो. म्हणजे र रोज त्यावेळेला मग बसायचंच किंवा असं. पण बींज वॉचिंग म्हणजे आता टेक्नॉलॉजीमुळे काय झालं सगळं आपल्याला असे, हॉटस्टार आहे, जिओ अ, जिओ हॉटस्टार आहे ना काहीतरी? आणि Netflix आहे, अजून पण आहेत मला वाटतं आणि YouTubeवरती पण बरेच असे छोटे-छोटे मिनी वेब सीरीज वगैरे येतात. म्हणजे आपल्याला वाट बघावी लागत नाही, पुढच्या आठवड्याची किंवा पुढच्या दिवसाची. मला आत्ता वेळ आहे ना, आपलं एवढं धकाधकीचं जीवन आहे. आपल्याला वेळ जे अ, आपल्या कामातून वेळ काढायचा, का अ, त्या एंटरटेनमेंटसाठी आपल्या कामातून वेळ काढायचा. कसं आहे ना म्हणजे ते <chuckles> जुळायचं नाही. <chuckles> मग त्याच्यापेक्षा मग मला हे हे खूप बरं वाटायचं, की आपल्याला वेळ असेल तेव्हा 1-2 तास बघितलं सोडून दिलं असं. मग परत संध्याकाळी वेळ परत 2 तास बघितलं सोडून दिलं. म्हणजे असं ह्याच्यात करता येतं. हं.
हं, हं. हं, हं. <laughs> हो, हो. हो, हो. हो, हो. हं, हं, हं. हो. हो, हो. हो, अगदी. बरोबर. <laughs> हो, हो. <laughs> अच्छा-अच्छा. अरे वाह! खूपच सुंदर. म्हणजे अ, पण आता सध्याला जे म्हणजे तुम्ही आता सध्याला पाहिलंय बिंज वॉचिंगमध्ये कोणचा कोणचा एपिसोड्स पहिला आणि तुम्हाला का बरं तो आवडला बरं त्याच्याविषयी सांगू शकता?
हो, मग तेच सांगत होती, की अ, मगाशी तेच ॲक्चुअली सांगता सांगता राहिलं, मला वाटतं. अ, मी अ गेली होती. म्हणजे आ आधी काही टीव्ही एवढा बघत नव्हते. आणि ह्या ज्या कंटाळा आला आणि त्यानंतर आपलं कोविडचे दिवस सुरू झाले, बघा. आणि त्याच्यामध्ये जुने अ, कार्यक्रम परत-परत अ, लावायचं पण चालू होतं. पण किती जुनं-जुनं, तेच-तेच बघणार ना. मग आपण बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागलो. इंग्लिश अ, चे बघायला लागलो. कुठले फॉरेनचे पण होते. मला कोरियनचे ड्रामाज अ, भेटले YouTubeवरती सजेशन्समध्ये. आणि तेव्हा मला ते खूप आवडले.
हं, हं. <laughs> हं, अच्छा. हो, हो. अच्छा. हम्म. <laughs> हं, हं. हो. अच्छा, अच्छा, अच्छा. नेमकं काय, मग? अच्छा, म्हणजे कोरियनच्या नेमकं काय गोष्टी तुम्हाला आवडल्या? म्हणजे अ, जे बिंज-वॉचिंग करताना तुम्हाला ते कोरियनचे सापडले. आणि त्याचे किती एपिसोड होते? आणि तुम्ही अ, पूर्ण कसा संपवला तो? त्याच्याविषयी थोडं सांगा ना.
त्यांच्यात अ, साधारणपणे 12-16 एपिसोड्स असतात, एका सीरीजमध्ये. एखादी गोष्ट म्हणजे 16 तासात मोस्टली संपतात. ख, थोडेफार कमी जास्तवाले पण होते. पण सहसा 16 तासांचा त्यांचा एक फिक्स्ड पॅटर्न होता. आपले कसे पिक्चर 2 तासाचे जनरली असतात, तसं त्यांचा 16 तासाचे ड्रामाझ होते. आणि काही ड्रामाझ वेगळे पण होते. म्हणजे आपले कसं नेहमीचेच अ, घरगुती असं नाही. जरा SkyFi किंवा वेगळं असं ट्विस्ट टर्न असलेलं. किंवा काहीतरी, एखाद्याला काहीतरी नवीन ऐकायला येतं, मनातलं आपलं. अरे, अगं बाई अरेच्चा! स्टाईलमधला पण एक होता. किंवा एखादा अ, काय म्हणतो ना, तसं वेगवेगळं असं काहीतरी. कोणतरी एलियन आलंय किंवा पास्टमधून फ्युचरमध्ये आले आहे. पुढ पुढच्या जगातून आ, ते मागे कोणतरी आलंय वाचवायला वगैरे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पण अ, गोष्टी होत्या. त्याच-त्याच गोष्टी नव्हत्या.
हो, हो. अच्छा. हो, हो. हो, हो. अरे वा! हं, हं. अरे वा! हं. <laughs> अच्छा. हं, हं, हं. पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपैकी, एखादी म्हणजे खोलीत जाऊन, तुम्ही एखादी सांगणार का म्हणजे स्टोरी त्याच्यातून तुम्हाला कसा आनंद भेटला आणि काय शिकायला भेटलं नेमकं बरं?
म्हणजे आपलं हं, हं. अ, शिकायला म्हणजे अ, म्हणजे त्यातून मी भाषा पण शिकले, कोरियनची, थोडीफार आणि त्यांची संस्कृती पण शिकली थोडीफार. जरा वेगळं आहे ना ते, तिकडच्या चायना, अ, कोरिया, जपान ह्यांचं कसं असतं, त्याचा थोडाफार अंदाज आला, की तिकडची माणसं, राहणीमान वगैरे कसे असतात. म्हणजे आता माणसं ओळखायला लागली. म्हणजे कोरियन, चायनीज वगैरे. आधी कळायची नाही सगळे एक वाटायचे. तर ते बघून जरा कळायला लागले, की ती माणसं कशी असतात. जरा वेगवेगळेपणा कळायला लागला आणि अ, अ, म्हणजे अ, साऊथ कोरिया म्हणजे तशी अ, बरीच अ, त्यांच्यामध्ये अ, टेक्नॉलॉजी वगैरे चांगले आहेत. अ, हे त्यांचं पण तिकडे काय-काय वेगळेपणा आहे. त्यांचं काय म्हणतात खाण्याची वगैरे अ, काय म्हणतात, आपण आता कोरियन नूडल्स इथे पण फेमस होत चालले आहेत. बरेच रेस्टॉरंटमध्ये त्याचा वाजा-गाजा त्याच्यामुळेच चालला आहे मला वाटतं. <chuckles> तर ह्या गोष्टी पण त्यातून कळल्या. तर ह्याच्यात गोष्टी एकंदरीत छोट्या असतात. 16 तासाचे आणि ते मग अ, कसं म्हटलो ना, रोज 4 जरी बघितलं, तर 4 दिवसात 1 सीरीज संपून जाते. एक बघायला गेलं तर फटाफट जरी आपण पुढे-पुढे ढकलत गेलो ना, तरी 2 दिवसात पण एखांद्या वेळेस सीरीज संपू शकते. असं बिंज वॉचिंग करता येतं. आपलं सॅटरडे-संडे सुट्टी आहे. एखादा दिवस आपल्याला मजा करायची आहे, तर असं काहीतरी करू शकतो.
हं, हं. अच्छा, अरे वाह! <chuckles> हं, हं. हो. हो, हो. अरे वाह! हो, हो. हं, हं. <chuckles> हां. अरे वाह! प्रे <chuckles> खूप सुंदर, खूप सुंदर. हं, हं. हो, हो, हो. अच्छा. अरे वाह! खूपच सुंदर. हो, हो. हं, हं. हो, हो. अच्छा, म्हणजे बिंज-वॉचिंग करताना मजा पण अ, भेटते आपल्याला भरपूर आणि एंटरटेनमेंट होतं आपलं आणि अ, पण याचा म्हणजे आम्ही पाहिलं आता सा तुम्ही सांगितलं, की 16-16 तासाची बिंज-वॉचिंग करता आणि असे अ, व्हिडिओज् किंवा त्याच्या सीरीज असतात 16 तासापर्यंतच्या कमीत-कमी आणि याच्यातून पण अ, मी म्हणतो भरपूर वेळ पण आपला वाया जातो आहे ना? कसा वेळ वाया जातो किंवा काय-काय प्रॉब्लेम्स येतात?
हो. हो, हो. हो, म्हणजे ह्याची जर सवय लागली ना तर ती एकदम बरोबर मुद्दा बोललात, की ह्याची जर सवय लागली आणि आपण ते एकापाठोपाठ एक असे वेगवेगळे सीरीज म्हणजे कधीतरी एखादं गंमत म्हणून एखादं शनिवार-रविवार केलं तर मज्जाच आहे. पण अ, रोजच जर एक संपलं दुसरं, दुसरं संपलं तिसरं. तर मग आपलं काम अभ्यास वगैरे आणि रात्रीची झोप पण काहीजणं रात्र-रात्र जागून पण करत होते असं पण मी ऐकून आहे.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो. हो, हो. हं, हं. अरे बापरे! अरे बापरे! तेच अवघड आहे.
हां, मग ते डोळ्याला डार्क सर्कल येणे वगैरे असं पण आहे. सगळं झोपेचे प्रॉब्लेम्स होणे हे पण होऊ शकतं. एक मजा करायची आहे तर एक प्रत्येक गोष्ट अ, एक अति नसावी तर ह्याच्यात पण थोडंफार कधीतरी केलं ना, ही छान गोष्ट आहे पण अ अति तिथे माती जसं म्हणतो जर जास्त केलं तर शरीरावर, झोपेवर ह्याचा नक्की परिणाम होतो. मग बाकीचे घरातून पण ओरडा मिळू शकतो. <laughs>
हं, हं, हं. अरे रे! हं. हं. हं, हं. अगदी-अगदी. <laughs> अ, आणि अ, मग याच्या आयुष्यावरचे नेम नेमकं दैनंदिन आयुष्यावरती याचे कसे-कसे परिणाम होतात बरं? म्हणजे त्याचं थोडं सांगणार का? म्हणजे काही लोकं बिंजचं वॉ बिंज-वॉचिंग करतात आणि नेहमी ते करत असतात तर झोप ही महत्त्वाची असते परंतु कधी-कधी माणूस ती झोप ही विसरून जातो कारण की त्याला नुसती आकांक्षा असते किंवा अरे पुढं काय होतंय? पुढं काय होतं? आणि तो करता-करता त्याला सकाळ होऊन जाते. <laughs> पुढं पाहिलं
हो. हो. खरं आहे. किती वेळा असं पण झालं, तुम्ही बोलताय ना असं माझी एक मैत्रीण अ, होती ऑफिसमध्ये अन् तिचे डोळे बघून मला असं कळलं, की असं झोप झाली नसेल. पण नंतर दुपारच्या लंचमध्ये पण तिचा फोनवरती कोरियन बघितल्यावर कळलं, अरे बापरे! हिला बिंज-वॉचिंगची सवय लागलेली आहे. काही कंट्रोल होत नाहीये की ऑफिसमध्ये पण बघतीये. बॉसने बघितलं की काय होणार हिचं? म्हणजे झोप नाही, डोळे काळे सर्कल दिसतायत आणि एवढं ऑफिसमध्ये सुद्धा कामात लक्ष नाही आणि फोनमध्ये आहे तर काय होणार? तुम्हीच सांगा.
अच्छा, अच्छा. हं, हं. हो, हो. <laughs> अरे वा! म्हणजे त्याच्यावरती लक्ष. अरे बापरे! म्हणजे खूपच अवघड आहे हे. म्हणजे याचं ॲडिक्शन अ, म्हणजे तुम्ही मनोरंजनापर्यंत ठीक आहे. पण त्याचं ॲडिक्शन लावता कामा नाही किंवा तुम्हाला तेच पाहिजेल, त्याच्याशिवाय होणार नाही. तुम्ही म्हंटलं जसं की कामावरती आणि म्हणजे याचे आपल्या कुटुंबामध्ये पण काय काय परिणाम होऊ शकतात बरं? कारण की आपल्याला दैनंदिन आयुष्यावरती पण याचे परिणाम होताच, आम्ही पाहिलंय. तुम्ही सांगितलं की कामावरती एक बिंज वॉचिंगची सवय लागली आणि अ, त्यांना कशे परिणाम म्हणजे ते सोडूच शकत नव्हते. लंच टाईममध्ये पण पाहत होते. आणि प्रत्येक वेळेस पाहत होते. हं.
म्हणजे अ हो. होऊ शकतं. हां. बरोबर. हो. हो. लंच टाईम, अ, संध्याकाळचा पण थोड्या वेळेला थोडंसं हे, कानाला आपण की हे कोणाशी तरी क्लायंटशी बोलताय आणि नंतर कळतं हेंच बिंज वॉचिंग चालू आहे. म्हणजे, मग ते काय कामावर परिणाम झाला आहे ते तर दिसतच होतं. आणि तुम्ही जसं नातेवाईकांवर, कुटुंबावरचं विचारत होता, तर अख्खा दिवस आपण कंटिन्युअस 10-10 तास जर फोनवरती अडकलो, कधीतरी एखांद्या वेळेस आपल्याला कोण सोडून देईल. पण नेहमीच असं असेल तर मग फटके भेटणार ना? चपला भेटतील आईकडून. <laughs> नाही ना. जमणार नाही. आपलं जे काम आहे किंवा जे बोलणं वगैरे आहे घरात, ल लक्ष देणं गरजेचं असतं. मग त्याच्यावर खूप परिणाम होऊ शकतो.
हं, हं. <laughs> अवघड आहे हां. हो, हो. अच्छा. <laughs> अच्छा, अच्छा. हो. आणि म्हणजे, हो, हो. अच्छा, अच्छा. अगदी बरोबर. तुम्ही जे बोललात ना की त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो आणि म्हणजे कसं आहे, आपण जर कोणाला बोललोच नाही आणि याच्यामध्ये आपण गुंतूनच गेलो, तर म्हणजे आपल्याला वेळ द्यायला भेटणार नाही, है ना? तर मग असा कधी प्रसंग झालाय का तुमच्या जीवनामध्ये का बिंज वॉचिंग करताना तुम्ही फक्त ते बिंज वॉचिंग करताय? म्हणजे ते एपिसोड म्हणजे माणसाची एक अ, ओढ राहते का ते ते कसं संपवता येईल मला? तर असं कधी झालंय का? हं, हं.
हो. हो. मला कोविडमध्ये ना अ, बराच जसं मी बोलली ना, वेळ भरपूर होता तर तेव्हा केले होते 3-4 अ, सीरीज एका पाठोपाठ केले होते, नाही असं नाही. पण ते कळलं की "हे बाबा आपल्याला प्रॉब्लेम पुढे जाऊन होऊ शकतो." मग त्यानंतर मग काय केलं त्यांचे काही आपले अ, साइट्स पण आहेत वेगवेगळे अ, साइट्स आहेत. मग तिथे जाऊन बघितलं तर ठीक आहे. कारण की जर YouTube वरती वगैरे बघितलं ना, की परत अभ्यासासाठी पण YouTube उघडलं की ते आपलं सजेशन्स वगैरे येता ना, अल्गोरिदम असतात आपण पाठी काय बघितलं त्याप्रमाणे आपल्याला सजेशन्स येतात. तुम्हाला हे पण आवडेल, ते बघितलं म्हणजे पुढचा कोरियन ड्रामा दुसऱ्या सजेशनमध्ये 4 ड्रामा येतात. मला माझा अभ्यास गेला कुठे? माझं जे शिकायचं होतं, एक्सेल होतं, हे होतं गेलं कुठे? <chuckles> झालं म्हणजे अल्गोरिदम खराब होतो म्हणून मी YouTube मध्ये अ, ड्रामा बघायचं सोडून दिलं. किंवा जर ड्रामासाठी वेगळा अकाउंट काढा पाहिजे तर. म्हणजे अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये त्या अल्गोरिथममुळे फरक नाही पडणार.
हो, हो. हं, हं. एक अच्छा. हं, हं. हं, हं. हो, हो. हो, हो. <chuckles> हो, हो. हे कुठे गेलं? <chuckles> हं, हं. हां, हां, हां. <chuckles> बरोबर, बरोबर. म्हणजे आप हं, हं, हं.
आणि प्लॅटफॉर्म्स प्लॅटफॉर्म्स पण असे असतात अ, त्याच्यावर डायरेक्ट बघू शकतो म्हणजे आपले बाकीचे अल्गोरिथममध्ये कुठे प्रॉब्लेम नाही येणार आणि त्याच्या दुसऱ्या ह्याच्यावरती कंट्रोल पण करता येत येऊ शकतं. जर फोनमध्ये वगैरे केलं तर ते ऍप कंट्रोलस असतात ना ते वापरू शकतो.
हं, हं. अरे वाह! अरे वाह! खूप सुंदर! तर मला हे सांगा ना, याच्यावरती म्हणजे अजून आपण अ, तुम्ही म्हंटलं की कंट्रोल करायची. अधूक अजून काही ट्रिक सांगता येईल का, जे नेहमी अ, बिंज-वॉचिंग करतात त्यांच्यासाठी?
ट्रिक्स म्हणजे आपल्या कामावरती पण लक्ष दिलं पाहिजे. एक ठराविक वेळ दिला पाहिजे, म्हणजे जर अ, वेळ वगैरे देत नसाल, कधीपण तुम्हाला अरे आवडलं आणि सुरुवात केली तर तुमचे पुढचे 2-4 दिवसाचं सगळं गणित कोलमडू शकतं, म्हणजे त्यामुळे
हं. अगदी, अगदी.
स्वतःला नियम काय अ, बघायचंच असेल तर शनिव म्हणजे तुमचं ठरवा. आता माझा शनिवार-रविवार आहे. तुमचा काय आहे ते तुम्ही बघा. एखाद्याचा ज रात्रीचे एखाद-दुसरा तास असेल, जेवणाची वेळ असेल. जसं असेल तसं. पण त्याला काहीतरी मर्यादा ठेवली पाहिजे, नाहीतर प्रॉब्लेम आहे. म्हणजे जसं तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं एक्झाम्पल सांगितलं, बाप रे! म्हटलं ते बघूनच एकदम हैराण झाली होती मी. तीच कसं होणार.
हं, हं. हो, हो. हो, हो. <chuckles> हो, हो. <laughs> हो, बरोबर आहे. तर अ, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या ना, त्या खूप सुंदर पद्धतीने सांगितले, की बिंज-वॉचिंग म्हणजे अ, कशे कर करतात आणि का करतात? आणि त्याचे आपण सर्व गोष्टी तुम्ही बोलल्यात ना, तर त्या अगदी म्हणजे पटल्यात मला बरं का आणि खूप छान पद्धतीने तुम्ही ते मांडल्यात आणि खूप अ, मला आनंद झाला की बिंज-वॉचिंग नेमकं काय असतं तिथपासून मला समजलं आणि खूप छान तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल धन्यवाद. <laughs> हो, तुमचे पण खूप-खूप आभार. धन्यवाद.
मला पण तुम्हाला सांगून खूप बरं वाटलं. खूप-खूप आभार. <chuckles>